नक्कीच आणि मग अजून आपण सुद्धा बेडरूममध्ये काय केलं? कारण का बेडरूमध्ये बघा, बेड असतो परत अ, म्हणू शकतो, की आपलं कपाटं भरपूर सामान असतं आणि खूप लोक राहत असतील आणि मग त्या एका छोट्याशा, म्हणू शकतो कपाटामध्ये सगळं सामान अरेंज करणं म्हणजे खूप अ, म्हणलं कठीण गोष्ट आहे ही आणि मग तेव्हा काय केलं पाहिजे? आणि चप्पल वगैरे कुठे ठेवल्या पाहिजेत? ज्याहून चप्पलांचं पण रॅकेट असतं, मग चप इतकी माणसं असल्यावर चपला पुन्हा घराच्या बाहेर असतील, तर त्या खूप घाण दिसतात एकंदरीत आणि ते चांगलं पण नसतं. मग तेव्हा तुम्ही काय सांगाल? हं.
हं. बरोबर, बरोबर. हं. बरोबर. अ, तर चप्पल ठेवण्यासाठी काय करायचं ना, घराच्या बाहेरच एक अ, मस्त असा वुडनचा बॉक्स क्रिएट करायचा आणि त्यात स आपले चप्पल ठेवायचे आपण. आणि त्यानंतर घरात आलो, तर बेडरूममध्ये काय करायचं? सगळ्यात पहिले तर अ, जर आपल्या घरात जास्त लोक असतील, तर प्रत्येक व्यक्तीला एक-एक कंपार्टमेंट द्यायचा. तिथे त्यांनी त्यांच्या कपड्यांचं नियोजन करायचं. असं आणि हं, आणि जे अ
अरे वाह! हं, हं. अरे वाह! म्हणजे एकंदरीत हं. आणि मग अजून काय टिप्स सांगाल तुम्ही? हां, सांगा.
बायका असतात आपल्या घरांमध्ये, त्यांनी त्यांना थोड्या मोठं अ, कपाट द्यायची कारण की त्यांचा सामान खूप असतो.
बरोबर. हो, बरोबर. हे असं होतच. हं, एकंदरीत.
हं, <chuckles> निदान अ, म्हणजे माणसांना कमी स्पेस दिली तरी चालते, पण त्यांना मोठी द्यायची. म्हणजे ते चिड-चिड करत नाही आपल्यावरती, "तुम्ही असं काय बनवलं? इथं तर हे जातच नाहीये," असं-तसं. हां. <chuckles>
आणि चालते. लेडीजना तर बाबा लागतेच. हो. <chuckles> बरोबर. <chuckles> बरं, म्हणजे खूप फायद्याची आणि एकदम महत्त्वाची गोष्ट तुम्ही इथे नमूद केलीत, की त्यांना जास्त जागा द्या आणि मग त्यामुळे ते चिड-चिड करणार नाही. आणि ह्या गोष्टी होणार नाही, म्हणजे खरंच खूप छान, महत्त्वाची टिप तुम्ही दिलीत. आणि मग समजा, मग पाहुणे आले, मग त्यांनी कुठे कपडे ठेवायचे किंवा कधी-कधी असं आपलं असतं ना, की अरे सणांचे कपडे वेगळे, रोजच्या वापरातले वेगळे, मग ते कपडे आपण कशाप्रकारे नीट ठेवले पाहिजे? मग तेव्हा सगळ्यां कारण का ते कपडे घालत नाही ना नेहमी, मग ते कुठे ठेवले पाहिजे, एकंदरीत. मग त्यासाठी तुम्ही काय सांगाल?
हां. <chuckles> हं, हं, हं. नाही, नाही, नाही, आपल्या अ, आपल्या घरामध्ये ना, आपण परद्या बनवतो. तर परद्यांवरती ही कपाटा बनवल्या जर आपण आणि तिथे हे कपडे ठेवले, रोज वापरण्याचे कपडे आपण कपाटीत ठेवले आणि हे जे ऑकेजनली वापरतो आपण, हे कपडे, यांना वरती परदीवरती ठेवायचे. म्हणजे आपल्याला लागले तेव्हा आपल्याला काढताही येतील आणि ते घरामध्ये जास्त जागाही घेणार नाही.
बरं. बरं. हं, हं.